म्हणजे सांगतात की आता चीनने नवीन अ, व्हायरस तयार केला आहे. तो पाठवलाय. मग त्याच्यामुळे असं झालंय. अहो कोरोनाच्या बॅकग्राऊंडवर. अशा प काही गोष्टी अ, पाठवणं. काय माहिती उद्या अ, अ, ते पोलिसांपर्यंत वगैरे जर गेलं. तर अ, भीती पसरवणे, खोटी माहिती पसरवणे, अफवा पसरवणे हा गुन्हा असतो.
हं, हं, हो. हो, हो, हो. हां. हं. हं, हं. हं. हं, हं. अफवा पसरवणे. पसरवणे. हो, गुन्हा आहे. बरोबर, बरोबर, बरोबर.
तेही ह्यांना कळत नाही.
हं.
आणि हे भित्रे ससे स्वतःही भितात आणि इतरांनाही त्रास देतात.
हं. इतरांनाही घाबरवतात, बरोबर, बरोबर.
इतरांनाही घाबरवतात. तर त्यांच्यापासून जरा सावध राहावं. आता आ, माझ्या नात्यातलीच एक व्यक्ती आहे. नाव घेणं तर काही बरोबर नाही वाटत. पण कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींच्या बाबतीमध्ये म्हणजे मध्येच तिने काय वाचलं, की अ, अ, मायक्रोवेव्ह बिलकुल वापरू नका. मायक्रोवेव्हमध्ये अन्नाचं असं होतं, तसं होतं, तसं होतं. फार वाईट हो, बिलकुल मायक्रोवेव्ह नाही.
बरं. अगदी बरोबर. हां, हां. हां, हां, हां. हां. अच्छा. <chuckles> हां, हां, हां. फार वाईट हां, हां.
मग मी फोन केला तिला. म्हटलं मग, तुझा मायक्रोवेव्ह द्यायचा आहे का माझ्या अ, कामवालीला? हवाच आहे मायक्रोवेव्ह.
हां. हां, हां. <chuckles>
तू ज्या अर्थी एवढं सगळं लिहतेस त्या अर्थी तुला तर तो काढायचा असेल. म्हणाली, "नाही-नाही माझा चांगला एकदम चांगला पंधरा हजार चा आहे." हां.
काढायचं असेल ना. हां, हां. चांगल्या कंडिशनमधला आहे. वर्किंग कंडिशनमधला आहे. हो, हो, हो. हं, हं.
हां. "मग हे फॉरवर्ड कशाला करते?"
फॉरवर्ड कसे करता? बरोबर, बरोबर.
हां, हां. तर ते पण हं, तीच गोष्ट अ, वॉटर फिल्टरची.
हां.
आता ते खरं आहे की वॉटर फिल्टरमुळं अ, जंतू जातात, सगळं जातं. पण पाण्यामध्ये कसं आहे? इतरही चांगल्या गोष्टी असतात साध्या पाण्यामध्ये. तर त्या कमी झाल्या तर आपल्याला डॉक्टर म्हणतात की त्यामुळे अ, काही-काही गोष्टी कमी होतात रक्तातल्या. मी तर काय आहे त्यातलं मला माहीत नाही. एवढंच माहिती आहे, की सेटिंग असतं मायक्रोवेव्हला. फार छोटं अं, त्याचं छिद्र केलं, की पाण्यातली चांगली चांगल्या गोष्टी आहेत त्या पण फिल्टर आउट होतात. तर तसं करू नये.
हां. हं. चांगल्या गोष्टी असतात. त्याही निघून जातात, हां. हं, हं, हं. हं. हां. हं. हां. अ, बरोबर हं. हं, हं, हं.

तर अ, एक, एक, एक, एक नमुने असतात, आता त्यातला सगळ्यात अ, मोठा नमुना म्हणजे मी <chuckles> खरंतर त्याला नावं दिली आहेत. <chuckles> अ, सोसायटी हां, नातेवाईक आणि सोसायटीचे जे ग्रुप चॅट आहेत. त्याच्यामध्ये अ, भित्रा ससा असा नावाचा मी त्याला नाव दिलंय. तर एखादा अ, अ, अ, तरी माणूस असतो किंवा स्त्री असते म्हणजे, की जे भित्रा ससा असते, की ह्यांना ना, कारण नसताना कुठल्याही गोष्टीची भीती वाटते आणि अ, ते लगेच सगळे फॉरवर्ड करतात आणि त्यांना बघितलं ना काहीही पॉझिटिव्ह चांगलं फॉरवर्ड करत नाहीत. काय फॉरवर्ड करतात, की आता घरोघरी चौकशीसाठी लोकं येत आहेत आणि ती तुमच्या घरी येऊन तुम्हाला माहिती विचारतील आणि त्यांच्याकडे आयडी कार्ड पण आहे, पण ते खोटं आहे आणि आ, असं करतील तसं करतील.
हां. हां, हां. हां, हां. मला ऐकायला आवडेल. हां, हां. हां, हां. हं. बरं. बरं. हां, हां. हां. हां. हो, हो, हो. हां. फॉरवर्ड करत नाही. हां. हो, हो, हो, हो. खोटं आहे. अगदी. हां, हां, हां.
म्हणजे ती गोष्ट आहे ना भित्र्या सशाची की ससा बाहेर पडला आणि एक पान त्याच्या अंगावर पडलं की तो पळत सुटतो. आकाश पडला, आकाश पडला.
भित्र्या सशाची. पान पडतं त्याच्यावर अंगावर पडतं. <chuckles> आकाश पडला. हां, बरोबर, बरोबर. हां. हां, हां.
तर हे भित्रे ससे काही-काही गोष्टी म्हणजे अ, तर ते बऱ्याच वेळा काय असतं, की ते स्वतः घाबरतात पर्यंत ठीक आहे. ते मोठ्या प्रमाणात इतरांनाही घाबरवायचा प्रयत्न करत.
हां. हं. हां.